सगळ्यांना बाहेर काढायचं. <chuckles> अरे वाह! खूपच म्हणजे एकोप्याची भावना तुमच्या सोसायटीमध्ये आणि दुसऱ्यांचाही विचार करतात. चांगली सोसायटी आणि खूप छान वाटलं ह्या गोष्टी ऐकून की अ, मग त्या दिवशी नेमकं जेवण, नाष्टा आणि खास पदार्थ काय असतात बरं काय, काय-काय असतं तुमच्या घरामध्ये आणि काय-काय बनवायची सुरुवात होती आणि ती सुरुवात कशी होती बनवण्याची? किती दिवस पूर्वी होती का त्याच दिवशी बनवता? काय बरं त्याच्याविषयी सांगू शकता?
मग ती एक गोष्ट खूप, खूप छान वाटली मला. हं. हो ना, म्हणजे दिवाळीचा फराळ त्या दिवशी तर कोणीच नाही बनवत. सगळे एक आठवड्यापासून ते काम चालू असतं. तिखट शेव बनवा, चकल्या बनवा, भाजणीचं पीठ घेऊन या, मग नंतर प्रत्येक जणाला विचारतं, "अरे तुझं माप वगैरे बरोबर आहे ना? तू किती प प पीठ घेतलं? किती मसाले टाकले त्यात? माझ्या चकल्या चांगल्या झाल्या, तुझ्या इतक्या कडक झाल्या." अशा बायकांच्या बोलणी चालू असतात आणि काय आहे ना
हं, हं. <laughs> हां, हां. हं, हं. <giggles> ते भज्यामध्ये सोडा टाकला की नाही ते विचारता की नाही? ते कडक झाले ना. <giggles> हं.
हां, विचारतात ना, सगळंच म्हणजे काय तुझं सिक्रेट आहे. एखादी बाई जर खूप छान अशी शंकरपाळी किंवा चकल्या करत असेल ना, तर तिची रेसिपीच्या मागे अख्ख सोसायटी पडलेली असते की आम्हाला एकदम लिहून दे तू हे की आम्ही पण त्याच मापाने मग आम्ही बनवू. पण तरीही ना, ती तेवढी रेसिपी देऊन पण काय-काय बायकांच्या चकल्या अशा इतक्या कडक होतात ना, की ते आपण दाताने चावूच नाही शकत.
हं, हं. हो अगदीच. <laughs> अरे वाह, खूपच छान! हां, हां त्यांना हॅमर लागतो.